अ, म्हणजे हे मी गडबडच केली होती, की काय झालं होतं, की अकॅडमीमध्ये आपण सगळे कसे एकाच वयाचे सर्व मुलं असतात आणि मग त्यांच्यामध्ये आपण खोडकरपणा जास्त करत असतो ना, की मजाक-मस्करी. आणि त्यातल्या त्यात ते जे सर आपल्याला शिकवत होते, समजवत होते, कसा खे गेम खेळायचा. तर मग त्याच्यावरती कधी ना कधी, म्हणजे ते शिकवत आहे ना, आपण मस्करी करतोय. मग कधी या अशा ब अ, कोचला राग येऊन जातो ना, की मी इथे तुमच्यासाठी मेहनत घेतोय आणि तुम्ही काही सीरियसच नाही आहेत, या गोष्टीबद्दल.
अच्छा. अ, हं. बरोबर आहे. त्यांच्या फिलिंग्सही असे असतात, की समोरचा व्यक्ती एवढी मेहनत घेतोय आणि हे कसं ना अल्लड वय असतं, अशा वयात आपल्यासारखी मुलं, थोडं म्हणजे अ, ट्रॅक वरून भटक भटकतात. त त्यावेळेस त्यांनी दिलेला सल्ला अगदी योग्यच असतो. मग मला सांगा ना, म्हणजे काय त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तो प्रसंग कसा होता?
हो. हं, हं, हं, हं. बरोबर. हो. आणि बघा ना, मग त्यांनी काय केलं, की याला आता धडाच द्यायला पाहिजेल, मग त्यांनी ना अगदी सर्वांसमोर काय केलं, की "तू जो गेम खेळतो" मला सांगत होते ते, "तू जो गेम खेळतो ना"
अरे बापरे! म्हणजे कोणता? मला ऐकून घ्यायला आवडेल तुम्ही कोणता गेम खेळायचे?
हो. मी क्रिकेट अ, क्रिकेट खेळायचो आणि त्याग हां. तर ते त्याचेच कोच होते आमचे, क्रिकेटचे. आणि मी त्यांची रिस्पेक्टही करायचो. पण काय आपली ती वय आणि त्याच्यामध्ये मित्रांसोबत मजाक-मस्करी करणं आपल्याला काय ते आवडायचं. मग काय
क्रिकेट खेळायचे. अच्छा, अच्छा. बरोबर. हां, म्हणजे मला असं आठवतं, आपण आहे ना मिमिक वगैरे करतो समोरच्याला म्हणजे चिडवतो, अशा प्रकार काहीतरी.
हं, हं, हं, हं, हं. बरोबर, हो. तर मग, काय झालं होतं, की मी चांगला गेम खेळायचो, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, ते मला चांगलं मार्गदर्शन करायचे, माझी ट्रेनिंगही चांगली घ्यायचे. मग तेव्हा काय झालं, की मी असं बोलत होतो आणि मग त्यांनी काय केलं, की मला सांगितलं, की "तू फील्डिंग बरोबर करत नाही, तू तुझी बॅटिंग आणि तू स्वार्थी प्लेयर आहे" असं त्यांनी मला सर्वांसमोर सांगितलं आणि मला ते खूप हो. मला ते खूप वाईट वाटलं. मी म्हंटलं सरांनी आपल्याला आजपर्यंत कधी असं बोललं नाही आणि आज अचानकच एवढं बोललं म्हंटलं, हे मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. की आणि मग, ते बोलले मग माझ्या मनात झालं ना, की म्हंटलं सर हे असं कसं बोलले तुम्ही मला, की मी स्वार्थी प्लेयर आहे. चला माझी फील्डिंग असेल काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला चूक दिसली असणार. पण मी स्वार्थी प्लेयर आहे हे कशामुळे आणि का वाटलं तुम्हाला? कारण की मला तेही जाणून घ्यायचं होतं. असतं ना आपल्याला की
बरोबर. हं. अरे बापरे! सर्वांच्या समोर. अरे बापरे! हो ना. म्हणजे हा हा, जो वाद तुमचा झाला हा सगळ्यांच्या समोर झाला होता का? की तुम्ही नंतर असं एकट्याच जाऊन सरांशी बोलले?
नाही, नाही.